बरोबर, अगदी. बरोबर सांगितलं तुम्ही, कारण आपल्या सगळ्या आपण म्हणतो ना की आपल्या अ, व्यक्तिमत्वावर त्याचा सर्व परिणाम होतो आणि नक्कीच आपल्यालाही असा आत्मविश्वास आला पाहिजे की आपण पुढच्या वेळेस असं काय घातलं पाहिजे किंवा काय नाही ते, नक्कीच. अ, तुम्ही असं काही सांगू शकतात का? की जसं आता म्हणजे तुम्हाला एवढी आवड आहे तुम्ही सगळं करतात, तर मग अ, अशा ह्या ज्या ज्वेलरीज आहेत तसं, त्याला स्टोरेज करणं, सांभाळणं, अ, तुम्ही काही टिप्स देऊ शकता का?
हं. हो, हो. हो, हो. बरोबर. हं, न हं. हं. हं, हं. नक्कीच, नक्कीच. मी तर पहिलं सांगायचं मेटल्स आता पहिल्या गोष्ट तर सांगेन की सोन्यासोबत काही खोट्या ज्वेलरी लोकांना सवय असे ठेवायची ते कधीच ठेवायचं नाही. त्यामुळे आपलं जे खरं गोल्ड आहे त्याला म्हणजे त्याची थोडीशी म्हणू शकतो की त्याला अ, एक असा वेगळाच कलर येतो आणि ते चुकीचं आहे. अ, आणि जर सोनं असतं तर ते कापसात ठेवायचं असतं त्याच्यावरती कापूस ठेवायचा असतो. त्यामुळे ते खूप छान राहतं. ते असं काळं पडत नाही आणि जे मेटलची ज्वेलरी असेल किंवा मी त्यांना म्हणेन आता कसं असतं की अ, मेटल्सला आपण एकदम असं बंद ठेवू नका. थोडंसं त्याला असे छिद्र पाडा म्हणजे त्या एक अशी बॉक्स असतो त्याच्यामध्ये. त्यामुळे काय होईल की त्याला थोडीशी हवा पण मिळेल आणि ते काळे नाही पडणार. मग एकंदरीत असं असतं. आणि कुठली पण ज्वेलरी बॉक्स असते ना आपण काय करतो बंद घेतो तो अ, मला आता वाटतं तर तो बंद न घेता त्याला थोडंसं हवा, एक थोडीशी तरी हवा त्याला गेली पाहिजे जेणेकरून ते व्यवस्थित राहतील असं मला वाटतं.
अच्छा. हो. हो. हां, हां. ओह! हां, हां.
म्हणजे कुठल्या पण एक्सेसरीज मग त्या अ, कशा मेटलच्या असू देत किंवा म्हणजे आपल्या सगळ्या असतात ना एकंदरीत वेगवेगळ्या प्रकारच्या डायमंडच्या असू देत. म्हणजे त्याला थोडसं तर किंचित तरी हवा गेली म्हणजे एकदम जास्त पण नाही एकदम ओपन नका ठेऊ. काही-काही बघा ना आर्टिफिशियल डायमंड्स असतात किंवा काहीतरी अमेरिकन डायमंड्स असतात त्याचे पण आपल्याकडे हां. त्याला पण मी म्हणेन की त्याला व्यवस्थित तुम्ही ठेवा. जेणेकरून ते असे काळे पडणार नाही आणि मग ते म्हणतात नक्की ते दिसून येतं मग थोडंसं काळं पडलं की मग त्याच्यासाठी ना तुम्हाला ते एक मिक्स नाही करायची. एक तर एकच म्हणजे मेटल तर मेटल, अमेरिकन डायमंड तर डायमंड किंवा बाकीचे काही वेगळे असेल तर ते वेगवेगळं ठेवा. एकत्र मिक्स केलं तर ते खराब होऊ शकतात असं मला.
नक्की. हो, हो. हां. अमेरिकन असतात, हो. हो, हो. नक्की, बरोबर आहे. नक्कीच छान सांगितलं तुम्ही अगदी, कारण कसं असतं की अ, तेवढं लक्ष दिलं नाही जात ना लेडीजकडनं की आलं, की ठेवलं मग सगळं अ, कधी-कधी हो
हो, हो. बरोबर. हो आणि त्याला परफ्यूम पण नाही मारायचे. परफ्यूमनी पण ते खराब होतात. सोन्यावर पण नाही आणि कुशावरच नाही. म्हणजे कुठल्याच ज्वेलरी
हो. हां, हां. बरोबर, बरोबर, नाही छान सांगितलं तुम्ही तुमचे अनुभवही खूप छान सांगितले. अगदी तुमचा आत्मविश्वास पण खूप छान आहे की तुम्हाला ते अ, सगळं आवडतं करायला आणि अगदी कॉम्बिनेशन वगैरे तुम्ही खूप छान आणि उपाय पण त्यावर खरंच चांगले सांगितले. कारण अ, वेगवेगळ्या पद्धतीने ठेवणं ते पण खूप महत्वाचं असतं. कारण अ, त्याच्या प्राईज पण तेवढ्या असतात आपल्याला सांभाळावं
हो. बरोबर. हो, हो. त्यामुळे मग ते खराब होऊ झाले नाही पाहिजेल एकंदरीत.
नक्कीच-नक्कीच, छान, सगळं अगदी तुमच्याशी संवाद साधून खरंच खूप छान वाटलं. खूप छान माहिती पण मिळाली, अनुभवपण. नक्कीच आपण पुन्हा बोलूया धन्यवाद.
हो.